बघा ना, आजकाल पूर्ण जगामध्ये सोशल मीडियाचे वारे इतके वाहत आहेत आणि त्या वाऱ्यांमध्ये येते ती स्टाईल. नवीन-नवीन स्टाईल लोकं करत आहात, नाही का? आणि मग तुमच्या पण अशा दैनंदिन स्टाईलने तुम्ही स्वतःला कधी व्यक्त केलं आहे का?
नक्कीच. तर अ, होतं कसं, की आजकाल तुम्ही जसं म्हटलात, की आजकाल सोशल मीडिया लोकं बघतात आणि कुठे ना कुठेतरी माणसाला असं वाटतं, की आपण चांगलं दिसावं. आपण, कारण जेव्हा आपण नोकरीसाठी जातो, ऑफिसमध्ये जातो, तेव्हा आपल्याला वाटतं, की एखादा जर माणूस असला जो खूप व्यवस्थित कपडे घालून वगैरे असतो, सगळ्यांचं लक्ष त्या माणसाकडे जातं.
हं, हं. हो ना. हं, हं. हो.
तर त्याबाबत मीही एक म्हणजे आणि मला आधीपासूनच तुम्हाला खरं सांगायचं तर कपडे घालायची खूप हौस आहे. म्हणजे अगदीच म्हणजे मला कॉलेजमधनं असल्यापासनुच आपण छान कपडे घालावेत आणि थोडक्यात म्हणायचं तर मिरवावं सगळ्यांसमोर, हे मला खूप आवडायचं. हां.
हो का? हां, हां. अरे, वाह! म्हणजे पहिल्यापासूनच स्टायलिश होता तुम्ही. <laughs>
हो, तर आता असं कसं की जेव्हा आपल्याला वाटतं, की आपण स्टायलिश व्हावं किंवा चांगले कपडे घालावे, कुठे ना कुठेतरी आपल्याला जागेचापण भान ठेवायला लागतो. की आपण जातोय कुठे नेमकं, तिथे कुठल्या लोकांबरोबर काम करतोय आणि आपली नोकरी कशी आहे. म्हणजे आपण जर असं फॅशन इंडस्ट्रीत वगैरे काम करत असलो, तर ती वेगळी गोष्ट आहे, पण रोजचं आपलं जे सर्वसामान्य आयुष्य आहे, तर तिथे मी काय करतो आणि आजही करतो, की माझा नेहमीच हां म्हणजे मी खूप आग्रह करतो, की माझे कपडे नेहमी स्वच्छ असावेत. स्वच्छ असावेत, त्याला इस्त्री हो.
हं, हं. बरोबर. बरोबर. बरोबर ना. हं. नक्कीच, स्वच्छ न नक्की स्वच्छ तर पाहिजेच आणि इस्त्री आता तुम्ही सांगत होतात ना, ते पण पाहिजेच. पण आता मला सगळ्यात अगोदर तुम्ही हे सांगा, का तुमचा रोजचा मग गोटू लूक काय असतो? कारण तुम्ही पहिल्यापासूनच चांगले राहत आहेत. नेमकं ऑफिससाठी कसे आणि बाहेर जाण्यासाठी काहीतरी वेगळा असा काही लूक असतो का तुमचा मग?
हो ना. तर लूक माझा साधारण, म्हणजे एकच आहे. मी तुम्हाला सांगतो, की मी खूप ठराविक रंग घालतो. म्हणजे अशी खूप म्हणजे भडक लाल, नाहीतर भडक भगवा वगैरे असे रंग मी घालत नाही. कारण कुठे ना कुठेतरी मला वाटतं, की नाही का, खूपच जास्त लोकं आपल्याकडे बघायला लागतात. म्हणजे असं नाही का अगदी कुठलातरी ट्रॅफिक सिग्नल समोर येऊन उभा राहिला आहे, असं लोकांना वाटतं. तर माझं कसं हो, ना. तर माझं कसं असतं, की लहान-लहान गोष्टी आपल्याला करता येतात. आपली जी स्टाईल असते, ती आपण घरी जरी जातो, बाहेर जरी जातो. तेव्हा स्वच्छता आपण ठेवावी, ते तर पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, की आपली म्हणजे नाही का, दाढी व्यवस्थित केलेली असावी. आपले केस म्हणजे खूपच विचित्र अ, नसावेत आणि चेहरा चेहरा स्वच्छ असावा. बऱ्याच वेळा लोकं काय करतात. खूप चांगले कपडे घालतात. त्यांचा चेहराच इतका तेलकट असतो आणि नाही का, घाम येत असतो त्यांना. की लोकांना बघून वाटतं, "अरे बापरे! काय प्रकार आहे हा." <clicks tongue> तर स्वच्छता ठेवावी माणसांनी. आणि करत होतो घाम सगळ्यांना येतो. काही-काही हो. काही-काही लोकांचा चेहराच तेलकट असतो. पण ठेवावे आपल्याजवळ काही-काही गोष्टी आपल्याला, म्हणजे नाही का, त्याला वेट वाईप्स म्हणतात किंवा रुमाल ठेवा साधा, ज्याने तुम्ही स्वतःचं तोंड वगैरे पुसू शकता. आणि
हं. हं, हं. <chuckles> हो. जास्त भडक, बरोबर. हं, हं. बरोबर. हं, हं. <chuckles> हो. <chuckles> नाही, खरंच. हो, हो. हं, हं. नाही, खरंच खूप छान आहे. ख आणि खरंच खूप छान पण बोलले कारण बघा ना, आपण बाहेर जातो. आता तर नॉर्मल असं दैनंदिन जीवनामध्ये झालेलं आहे, का लोक पर्समध्ये म्हणा किंवा अ, पॅकेटमध्ये म्हणा, खिशाच्या नाही का, पॅन्टच्या अ, वेट वाईप्स वगैरे घेऊन जातात. कधी घाम वगैरे आला, तर अ, ते अफोर्ड करतात, अ, तोंड वगैरे पुसण्यासाठी नाही का, ते तर नॉर्मल केलंच पाहिजे नाही का?
हो, ना. हो, हो, हो. हो ना. नक्कीच.
हो, मग किती छान आहे तुमचा रोजचा गो टू लूकपण एकदम साधा भोळाच असेल नाही का, एकंदरीत तुमच्या बोलण्यावरून. मग ऑफिससाठी काही हो सांगा ना?
हो, ना. आणि त्यातल्या हां. हां तर, ऑफिससाठी कसं करायचं, का आता ऑफिसमध्ये पण साधं राहणं, ऑफिसमध्ये आपण शक्यतो फॉर्मल कपडे घालतो. म्हणजे जे नाही का, मीटिंगमध्ये वगैरे सुद्धा, आपण खूप उठून नाही दिसलो पाहिजे, आपल्या कपड्यांमुळे. तर आपलं लूक हे तसंच असतं, लहान-लहान गोष्टी आपल्याला करता येतात आणि पुरुषांसाठी म्हणा तर आणि बायकांसाठी म्हणा, एखादी छान घड्याळ घालावी. म्हणजे ती घड्याळाशी खूप महाग वगैरे असली पाहिजे अशातली गोष्ट नाही आहे. पण एक घड्याळ असावी, आपले जे बूट आपण घालतोय ते छान स्वच्छ असावे, त्यांना पॉलिश करता आलं तर ते करावं. तर अशा लहान-लहान गोष्टींकडे लोकांचं लक्ष जातं, पण ते आपल्याला करता येतात. म्हणजे जेणेकरून आपण खूप प्रोफेशनलही वाटतो आणि लोकांना असं वाटतंय की या माणसाशी बोलावं, म्हणजे जरा व्यवस्थित माणूस दिसतोय.
हं, हं. हो. बरोबर. हं, हं. हं, हं. बरोबर. हं. बरोबर. नक्कीच, मला तुम्ही जे बोलले ते समजले. अ, स्वच्छ तर पाहिजेच आणि ते जे आता बुटांचं सांगितले, त्यालापण व्यवस्थित जर राहिले, तर त्याला पॉलिश वगैरे केली, तर अजून छान लूक येतो नाही का, एकंदरीत स्टाईलमध्ये अजून तो प्रभाव पडतो. आणि बरोबर हे पण सांगितलं तुम्ही का लोकं डोक्यापासून तर खालच्या पायापर्यंत तुम्ही काय घातलेल आहे आणि काय वेअर केलेलं आहे ते पण बघतात. आणि त्या लूकमधूनच तुमचं ते व्यक्तिमत्त्व लोकांसमोर खुलून पण दिसतं. पण मग हा लूक निवडताना, तुमच्या मनातले प्रमुख विचार कोणते असतात नेमके? आरामाचे, कामाचं इंप्रेशन, व्यक्तिमत्त्व दाखवायचं का फक्त वेळ वाचवायची असं?
हो ना. अगदीच. नक्कीच. नक्कीच. तर पहिली गोष्ट जेव्हा लोकं स्टाईलबद्दल बोलतात किंवा कपड्याबद्दल बोलतात. पहिल्यांदा असे कपडे आपण निवडावे, जे आपल्याला फिट होतात. फिटिंग जे म्हणतात, ते खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा होतं कसं? आपण जरी 20,000चा शर्ट घातला आणि तो इतका टाईट असला, की आपलं पोटच बाहेर दिसतंय एवढं मोठ्ठं किंवा ते ते अगदी एखाद्या झबल्यासारखं दिसतंय ते आपल्याला, तर काही उपयोग होत नाही ना हो, इतक्या महाग गोष्टी घ्यायचा. तर अशा वेळेला माणसांनी असं घालावं जे आपल्याला शोभतं. म्हणजे आपलं वजन जर असलं जास्त, तर किंचितसं म्हणजे नाही का थोड्या मोठ्या मापाचे कपडे घालावेत जेणेकरून जर आपलं वजन लपलं पाहिजे. किंवा <smacks lips> आणि म्हणजे खूप टाईट कपडे लोकं घालतात कधी-कधी आणि ते दिसायलाही खूप विचित्र असतात. म्हणजे आपण मॉडेल नसतो ना. आपण मॉडेल नसतो- आपण चित्रपटांमध्ये काम करत नाही. तर असं इतकं ग्लॅमरस दिसण्याची आपल्याला काही गरज नसते. तर पहिली गोष्ट जेव्हा आपण कपडे निवडतो, आपल्या कुठलाही प्रसंग असू द्या, त्याच्यात माणसांनी खूप आरामात म्हणजे बसावं आणि पूर्ण वेळ जो जि जितकाही वेळ ते कपडे आपल्या अंगावर आहेत, आपल्याला अजिबात त्रास झाला नाही पाहिजे त्या कपड्यांचा.
हम्म. बरोबर. हं, हं. <chuckles> हो. हम्म. नक्कीच. हम्म. हं, हं. बरोबर. हम्म. म्हणजे कंफर्टेबल वाटायला पाहिजे एकंदरीत, नाही का?
खूपच, अगदी खूपच.
हो. कम्फर्टेबल झोन, तो पाहिजे म्हणजे पाहिजेच. कारण पूर्ण हो. पूर्ण दिवस तुम्ही कपडे घालत आहात ते, नाही का? फिटिंग असू दे आणि एकदम ढगळपणा पण चालणार नाही. जसं तुमचं अंग-शरीर आहे, त्यानुसार ते कपडे पाहिजे आपल्याला, नाही का? नक्कीच. आणि आरामदेह पण पाहिजे. खूप छान. मग बघा ना असं कधी झालंय का? का एखादा कपडा आणि किंवा स्टाईल लोकांच्या अपेक्षांशी किंवा कौटुंबिक परंपरेशी जुळत नव्हती, मग तुम्ही काय केलं?
नक्कीच नाही का? नक्कीच. हो. कपडे पाहिजेत. बरोबर. नक्कीच, नक्कीच. <smacks lips> हो ना. तर असं होतं बऱ्याच वेळा आजकाल आपण Instagram बघतो, त्याच्यावर आपल्याला बरेच रील-वील बघायला मिळतात. आजकाल आपण इतके पिक्चर बघतो, त्यात आपण बघतो की असे नट-नट्या ज्या आहेत, ते असे-असे कपडे घालतात. तर कुठे ना कुठेतरी आजकाल सगळेच जण प्रयत्न करतात नाही का, की आपणही असे कपडे घालावे वगैरे. तर आपले जे पारंपरिक कार्यक्रम वगैरे असतात, त्याच्याकडनं अपेक्षा असते, म्हणजे बायकांनी साडीच घातली पाहिजे आणि जे पुरुष लोक आहेत त्यांनी साधा पायजामा कुर्ता म्हणा, धोतर तर आजकाल कोण नेसत नाही, मी तर पाहिलं नाही आहे कोणाला धोतर नेसताना. तर साधा पायजामा कुर्ता घालावा, एखादं साधं नेहरू जॅकेट घालावं, तर लोकांची अशी अपेक्षा असते, की जेव्हा आपण कुठल्या प्रसंगलाही जातो, तेव्हा असंही नाही दिसलं पाहिजे की आपण अगदीच म्हणजे नाही का, काहीच विचार केला नाहीये, जे हातात आहे ते घालून आलोय किंवा असंही नाही झालं पाहिजे, की आपण म्हणजे नाही का 4-5 दिवस नुसते याच दिवसाची तयारी करत होतो, इतकं म्हणजे आपण ओव्हर केलं पाहिजे. तर कुठेतरी समाजाची अपेक्षा असते, की जेव्हा माणूस येतो आपल्या कार्यक्रमाला, त्याने ॲट लीस्ट व्यवस्थित तरी दिसलं पाहिजे. कारण बऱ्याच
हम्म. हो ना. हं. बरोबर. नाही हो, <laughs> हो. हं, हं. बरोबर. हं. हो ना. बरोबर, तुमचे काही अनुभव आहे का, अशा बाबतीमध्ये?
अगदी आहेत. हो, हो, हो तर, तर झालं असं होतं की अ, माझ्या बायकोच्या मैत्रिणीचं लग्न होतं.
सांगा ना मग? हं, हं.
आणि ती मैत्रीण म्हणजे बायकोची लहानपणाची मैत्रीण होती आणि तिचा जो नवरा होता तो कॅनडाला राहायचा.
हो का.
तर म्हणजे थोडक्यात म्हटलं तर एक एन-आर-आय लग्न असं होतं कारण त्या लग्नात बरेच एन-आर-आय लोकं आली होती.
अच्छा. हा कॅनडामधलं काय एन-आर-आय वगैरे लोकं सगळे, नाही का?
तर अ हो ना. तर आता आम्ही म्हंटलं की चला एन-आर-आय लग्न आहे, माझी बायको तर म्हटली, "की आता आपण इतकं पण कारण आपल्या घरचं लग्न नाहीये ना शेवटी."
मग? बरोबर.
तर अ, आम्ही असं ठरवलं की आम्ही साधनही जावं, पण बऱ्यातले कपडे घालावेत. बऱ्यात म्हणजे तयार होई व्हावं छान. तर मी तर अगदी खादीचा पायजामा कुर्ता घातला, एक कोल्हापुरी चप्पल घातली, हातात छान घड्याळ घातली.
हं, हं.
पण मी जेव्हा तिथे गेलो म्हणजे मी पाहिलं, अरे बापरे! एन-आर-आय लोकं म्हणजे असे खूपच नाही का असे खूप स्टाइलचे कपडे वगैरे घालून वगैरे होते.
हो का?
तर आम्ही पाहिलं आणि आम्ही दोघांनाही पाहिलं आणि त्यांनी लोकांनी आम्हाला विचारलंसुद्धा, "तुम्ही असे काय जुन्या वळणाचे कपडे घालून आलायेत?" तर आम्ही म्हटलं, "म्हणजे नाही ठीक आहे, म्हणजे आम्हाला असंच कम्फर्टेबल वाटतं." म्हणजे आम्हाला म्हणजे नाही का कारण लग्नात प्रसंग म्हटलं अगदी 6-7 तास आपल्याला तिथे राहायचं असतं. तर आम्ही म्हणजे बघितलं लोकांना असं कोणी डायरेक्ट बोललं नाही तोंडावर, 1-2 जवळची लोकं होती ती म्हटलीसुद्धा. पण कुठे ना कुठे आम्हाला जाणवलं की ती जी लोकं इतका शो करून, इतके म्हणजे विचित्र कपडे, नवीन-नवीन फॅशनचे कपडे घालून येत होते, त्यांना साधं खुर्चीवर बसताही येत नव्हतं. कारण ते कपडे एवढे टाईट होते का त्यांना नीट ज जेवता येत नव्हतं, त्यांना श्वास घेता येत नव्हता. आता अशा काही बायका होत्या त्या म्हटल्या, ते पाणीसुद्धा स्ट्रॉनी पीत होत्या, कारण त्या म्हटल्या, "नाही-नाही पाण्याने आमचा मेकअप खराब होईल." तर काय तर काय अर्थ ना? म्हणजे असं इतकं जर आपल्याला अनकम्फर्टेबल व्हायचं असेल फक्त स्टाइलिश दिसायला, मग तर
अरे! बरोबर. हं. हं. बघा. <chuckles> अरे बापरे! अहो पण मला सांगा त्या स्टाईलचा काय फायदा ना? जर तुम्ही कम्फर्टेबल तुम्हाला पाणी पण पिता येत नाहीये नेमकं बसून, तर मग त्या स्टाईलचा फायदा तरी काय हो?
हो ना. अगदीच. हो, हो, हो, नक्कीच.
<chuckles> कसं राहतं ना, म्हणजे जिथं आपण फक्त शो-ऑफ करायचा राहतो, तिथं कम्फर्टेबल आपण पण बघत नाही, फक्त ते करावं. आणि आपल्याला जसं वाटतं तिथं कम्फर्टेबल पाहिजे आणि शो-ऑफ पण आपल्याला करायचा आहे, पण ते लोकांना समजत नाही मग असं कधी-कधी होतं.
नक्कीच. नक्कीच, नक्कीच, नेहमीच होतं.
असू दे आता होतं आता नाही का? <chuckles> लोकांच्या भावना आपण बदलू शकत नाही. मग सोशल मीडिया आणि मित्रपरिवार जर राहतात आणि किंवा पारंपारिक संस्कृती तुमच्या स्टाईलवरती कितपत प्रभाव टाकतात, सांगाल मला?
हो ना. नक्कीच. हो. तर सोशल मीडियावर आम्ही बघतो म्हणजे मी आणि माझी बायको आम्ही दोघंही बघतो सगळे पोस्ट येतात जेवढे रील येतात. आणि त्यातनं करतोही आम्ही कधी-कधी म्हणजे जसं नवरात्री अ साठी आम्ही गरब्याला जातो. म्हणजे आमचा आग्रहच असतो, की आम्ही पूर्ण वेळ नवरात्रीसाठी दांडिया खेळायला, गरबा खेळायला जातो. तर तेव्हा आम्ही थोडेफार बघतो की चला आजकाल लोकं कसे कपडे घालतायत? कारण तेव्हा कसं असतं की अशा प्रसंगांमध्ये म्हणजे अगदी पुरुषांचे जे कपडे असतात त्याच्यावर सुद्धा अशा काच-काचा लावलेल्या असतात. थोडं म्हणजे एम्ब्रॉयडरी असते जेणेकरून रात्री
हं, हं. अरे वाह! छान, छान. हो ना. त्यांची वेशभूषा वेगळीच असते ना ती?
हो. तर जेव्हा रात्री लाईट पडतो आपल्या अंगावर, तेव्हा ते छान दिसावे, फोटो छान दिसावे. तर आम्ही करतो म्हणजे असं आम्ही एवढंही नाही म्हणजे मनात ठेवत, की आम्ही अगदीच करणार नाही. तर कुठे-कुठे म्हणजे आपल्यालाही आणि असं वाटतं, की आपण मिळून-मिसळून वागतोय समाजाबरोबर, तर ती एक भावना असते मनात.
बरोबर. नक्कीच. आणि तशी भावना पाहिजे पण नाही का? आपली जी पारंपारिक संस्कृती आहे ती पण आपण अ, केली पाहिजे कॅरी आणि जी आधुनिक जे सोशल मीडिया आता आपल्याला शिकवतयं नवीन-नवीन स्टाईल, नवीन-नवीन ट्रेंड येतात आहेत त्याच्यामधून पण आपण काही घेतलं तर त्यात काही वाईट नाही. पूर्ण जग पुढं जात आहे, कारण जगासोबत आपल्यालाही पुढं जावं लागेल. नाही का? खरंच खूप छान बोलले तुम्ही आणि ही तुमची जी स्टाईलची माहिती दिली, तुमचे अनुभव सांगितले खूपच छान होते. नक्कीच मला तुमच्याशी पुन्हा बोलायला आवडेल, बोलूया आपण. धन्यवाद.
नक्कीच. हो ना. हो ना. अगदीच वाईट नाही आहे. हो ना. नक्कीच. आपले पण खूप-खूप धन्यवाद.